अं, अ, विसरल्यासारखे नाही आठवत. पण अं, अ, अ, हे मग नंतर आम्ही लेहेंगा तो घेतला आणि त्या सगळ्या प्रेशरमधनं बाहेर आलो आणि अ, नवीन लेहेंगा घेऊन मी छान तयार वगैरेही झाले. तर ते खूप एक छान आठवण होती, की नवऱ्याने खूप छान सपोर्ट केला मला त्यावेळेला की "तू नको टेन्शन घेऊस. तुला हवा तो, <clears throat> आवडेल तो घे. काही प्रॉब्लेम नाही आहे," वगैरे वगैरे. आणि अक्षरशः लग्नाच्या आदल्या दिवशी तो लेहेंगा आला
हो. हो. हां. बरं. खूपच छान! अरे वाह! आणि तुम्ही साउथ इंडियन तुम्ही म्हटले, तुम्हाला लूक द्यायचाय, तर हे ऐकून असं वाटत, की तुमची छान लव्ह मॅरेज झाली आहे. आणि मग अ अच्छा तुम्हाला लूक तसा द्यायचा होता? बरं, बरं, छान, छान! मग. हो. त्यात पण छान. हो.
आणि दुसऱ्या दिवशी मी तो घातला वगैरे. नाही ना, अरेंज्ड होती. <laughs> अरेंज्ड मॅरेज होतं. आणि हो. आणि अ, त्याच्यामुळे ना, इतक्या काही माझ्या नवऱ्याच्या आवडी-निवडी मला माहिती नव्हत्या. तर अ, मी घास भरवताना अं, त्याला म्हटलं, की काय भरवू तुला आणि आमच्यात म्हणजे डेझर्ट होतं सीताफळ बासुंदी. तर त्याला बहुतेक ते ऐकू नाही आलं, त्याचं लक्ष नव्हतं. आणि मग लगेच मला आजूबाजूनी सांगितलं नाव घे, नाव घे, नाव घे. तर मग मी नाव वगैरे घेतलं. आणि मी पटकन अं, पुरी आणि भाजीचा घास त्याला भरवायला घेतला आणि नेमकी ती भाजी त्याची नावडती होती. <chuckles>
हम्म. बरं. बरं. अरे बापरे! पण खाल्ली त्यांनी कशीतरी करून. का नाही खाल्ली? <laughs> एकच घास होता तो. हो.
हां, त्याने कशीतरी खाल्ली आणि मग ते कसं तरी गिळल्यावर पाणी पिऊन तो म्हणाला, की आता मला बासुंदीचा एक घास भरव, कारण ते हे काय मला आवडलं नाहीये.
अरे वाह! आवडलं नाही आहे. चला, कमीत कमी म्हणजे त्यात ती गंमत तुम्हाला आज पण तुम्हाला आठवण आहे. तर जेव्हा तुम्ही हो ना. जेव्हा तुम्ही आज त्या आठवणीला जेव्हा तुम्ही आठवण करता, आज जेव्हा तुम्ही पाहता, तर त्या अनुभवातून तुम्हाला काय वाटते हो? तुम्ही काय शिकलात? आणि आता एखाद्याला सल्ला पण द्यायचा असेल ह्या बाबतीत असा, गोडसा असा सल्ला, तर काय देणार तुम्ही?
हां, ते जरा हां. म्हणजे कॉम्पेन्सेट होईल. हं. हं. <chuckles>